ते तेवढं चालू असतं. उलट अशा वेळेला जास्त मज्जा असते. एकमेकांना डिवचणं, चिडवणं, म्हणजे दीर आहेत, जाऊबाई आहेत. त्यांच्यापैकी कुणी नसेल तर, त्यांच्यापैकी जो कोणी आहे त्याला चिडवायचं. असं कुटुंबातले छोटे-छोटे मजेदार, अ, क्रिस्पी किस्से आम्ही मज्जा घेत असतो एकमेकांची. आणि याच्यामुळे ना अ, कुटुंबामध्ये अ, जो बॉन्ड आहे ते खूप स्ट्राँग व्हायला मदत होते.
हां, हां, हां. अच्छा. गंमत-जंमत. <chuckles> <chuckles> हां, हां. अच्छा.
लहान मुलांचा भावनिक वीक भावनिक विकास जो आहे. पुढे जाऊन ते सामाजिक अ, नागरिक सामाजिकरित्या खूप सक्षम बनतात अशी मुलं. असं माझं ऑब्झर्वेशन आहे. शिव
हं, हं. हं. सगळ्यांबरोबर राहिलेत म्हणजे कसं हल्लीची मुलं खूप एकटे पडलेले दिसतात मला तरी. अ, त्या मानाने मला खात्री आहे की तुम तुमच्या घरी अशा एकत्र कुटुंबात. आणि ते सुद्धा एवढ्या एकत्र जे तुम्ही कल्चर एक रुटीन मेंटेन केल संडे फॅमिली डे तर मला वाटत त्यांना खरंच ते तुम्ही जसं म्हणताय ते सक्षम झाले असणार. पण असेही घर असतात म्हणजे तुमचं एक आहे एक छान उदाहरण आहे की आणि खरंच दुर्मिळ आहे आजकालच्या जगामध्ये की असं एकत्र बसून जेवण होतं वगैरे. पण अ, असे जे घरं आहेत इतर अ, जणं आहेत ज्यांना ज्यांच्या घरामध्ये हा तणाव आहे. अ, वेळा जुळत नाही आहे किंवा आले गेले तरी पण ते जसं तुम्ही म्हणालात तसं एकत्र बसले जात नाही आहे. एखादा स्स-असा रविवार एकत्र घालवला जात नाही आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल. म्हणजे काय केलं पाहिजे? काय बदल केला पाहिजे? कसा हा मोठा बदल आहे तो कसा आणता येऊ शकतो?
हो. हो. हो. दुर्दैवाने हे सत्य आहे. <chuckles> हो ना. हो. हो. हं. <chuckles> हो. हं. हां. हो, हो. बरोबर. जे घरातले आहे. हो. अ, मी अशी अ, विनंती करेन बरं का घरातल्या अशा घरातल्या लोकांना की स्वतःचे जे इगोज आहेत. जे काही अहम भाव आहे तो थोड्या वेळासाठी बाजूला सारा ना. तो आपल्याबरोबर कायम येणार नाही पण आपली फॅमिली खूप जास्त महत्त्वाची आहे आपल्या इगो पेक्षाही. तर तो आपण आपला इगो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला. आणि कुटुंबातल्या इतर लोकांसाठी जर आपण एकत्र आलो. आणि असा विचार प्रत्येकानं केला तर ते कुटुंब खूपच हो. कुठं खूपच अ, सक्षम होतं बरं का आणि त्याचं बॉन्डिंग. प्रत्येकाला आधार वाटतो हो ना. हो. आणि
हं, हं, हं. बरोबर. तर प्रत्येकाला प्रत्येकाला आधार वाटेल म्हणजे प्रत्येकाला एकटं वाटतं. <chuckles> हां. म्हणजे एका घरात असूनही माणसं एकटी आहेत असं जाणवतं कधी-कधी. आणि तुम्ही म्हणता तसं एकत्र आलात तर नक्कीच त्यांना
अगदीच, अगदीच. खूप कटू सत्य आहे समाजातलं हो.
हं, हं, हं.

हो, हो. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, की अ, रविवारचा 1 का दिवस असेना, पण तो तुम्ही अख्खा म्हणजे कुटुंबासाठी दिलेला आहे. आणि हो, त्यातून तुम्ही चांगलंच म्हणजे जे काही आठवड्याचं अ, दुरावा तुमचा झाला असेल, जो काही अ, जे काही बोलणं राहिलं असेल, अ, भेटणं राहिलं असेल, सांगणं राहिलं असेल, तर सगळ्या गोष्टी तुम्ही त्या एका दिवसात अ, जुळवून घेता. म्हणजे एक जो संवाद असावा लागतो कुटुंबामध्ये मला वाटतं तो तुमचा 1 संडे का असेना, 1 रविवार फॅमिली डे हा तुमचा छान एक असा दिवस आहे. तर अ
हं. हो. एकत्र. हो, हो, हो. हो. हो ना. हो ना. हो, हो. हो ना. हो. हो. आम्ही सगळे मिळून आवर्जून हा दिवस एकत्रच घालवतो. कोणाच्या कितीही अडचणी असल्या तरी एकमेकांना समजून घेऊन, मदत करून, आम्ही एकत्र येतो म्हणजे येतोच. आणि असे छोटे-छोटे सण असतात जसं गणपती आहेत, दिवाळी आहे, गौराई गौरी बसतात. हो. <chuckles> अच्छा.
<chuckles> हां, हां. हां, हां. मी तेच विचारणार होती आता की म्हणजे अ, की असे सणासुदीचे दिवस असतात तेव्हा भलेही आपल्याला सुट्ट्या असतात वगैरे. पण मग अ, अ, तेव्हा कसं होतं, म्हणजे तेव्हा शेड्यूल ही बदलतं, काही सुट्ट्या वगैरे असतात अ, तेव्हा कसं तुम्ही मॅनेज करता हे सगळं?
हां. हं. हो. अ, कसं आहे ना, की आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहे. म्हणजे जे अ, जेन्ट्स आहेत, घरातले पुरुष मंडळी आहेत, त्यांनी अ, अ, सजावटीची सगळी कामं ते करणार. आणि जो स्वयंपाकाचा भाग आहे, तो आम्ही सगळं स्त्रिया मिळून करतो. असं परस्पर पूरक कामं आम्ही एकमेकांना दिलेली आहेत. आणि लहान मंडळी तर अ, ती आम्हाला म्हणजे पुरुषांनाही मदत करत असतात आणि स्त्रियांनाही मदत करत असतात. सगळीकडेच त्यांचा वावर असतो. आणि ही बच्चे मंडळी हा खूपच सुंदर दुवा आहे कुटुंबातला. आणि अशा पद्धतीनं आम्ही कामं परस्परांमध्ये अ, वाटून घेतो. आणि याच्यामुळेच परत एकत्र येणं खरंच खूप सोपं जातं. आणि हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं चाललेलं असतं. प्रत्येकाला त्याची-त्याची कामं वाटून दिलेली आहेत आणि तीच व्यक्ती ते करतं. आणि अ, एक मज्जा असते अशा सणांमध्ये. अ, अग हो. हो.
हां. अच्छा! अरे सगळ्यांना अ, <chuckles> हां. हो. बरोबर. हम्म. बरोबर. तर सणांमुळे जेवढं एकत्र येतो, आता समजा कधी कामानिमित्त म्हणजे तुमचं असेल किंवा अ, घरातले पुरुष मंडळी त्यांचं असेल अ, तर कामानिमित्त असं कधी झालंय का, की तुमचा संडे बुडाला, बाहेर जावं लागलं कामानिमित्त अ, किंवा थोडंसं अ, म्हणजे कामानिमित्त नाही हा तुमचा जो संडे फॅमिली डे आहे तो नाही जमला, तर कसं काय करता तुम्ही?
हां. हां. हो.